बरोबर, ते बंद, हं.
TikTok हां, TikTok अ, भारतामध्ये बॅन केलं होतं, बरोबर. तर ते का बरं केलं? काही तर कारण असेल. तर स भारत सरकारनं असं कारण दिलं होतं. तेव्हा तर ताण वगैरे चालूच होतं, नाही का. चीन आणि भारतामध्ये ते गलवान वॅलीमध्ये काहीतरी झालं होतं. अ, बॅटल झालं होतं. तर ते तर ठीक आहे. पण, त्यानंतर अ, असं लक्षात आलं ह्यांच्या भारताच्या, की जे काही आपले आर्मीमधले पर्सनल्स आहेत, मोठे-मोठे नेते आहेत, ह्यांचा डेटा कुठेतरी लीक होऊ लागला, नाही का TikTokच्या प्लॅटफॉर्मवरून. म्हणजे कुठेतरी अ, कोणीतरी बघतंय, कोणीतरी आपला माईक वगैरे असतो बघा, अ, तर ऐकतंय असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते बॅन केलं, प्रायव्हसीच्या इश्यूमुळे. म्हणजे डेटा आपलं, कुठेतरी वापरला जातोय. आपलं म्हणतो ना, वर्तवणुकीचं अ, पॅटर्न जे म्हणतो ते अ, हे करण्यासाठी ॲनलाईज करण्यासाठी. तर अशा प्रकारे मिसयूज त्याचा होऊ लागला, म्हणून TikTokला बॅन करण्यात आलं. तर म्हणून आपण खूपच काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिकमध्ये काय टाकतोय आणि प्रायव्हेटमध्ये काय टाकतोय? हे गरजेचं आहेच. पण तुम्ही कोणता नेमका प्लॅटफॉर्म वापरताय, तुमचा संवाद करण्यासाठी किंवा पोस्ट टाकण्यासाठी, हेही तितकंच गरजेचं आहे. कारण की कंपनीवरच अवलंबून आहे ना, तुमचा डेटा किती सिक्युअर आहे. बरोबर? कंपनीच तुमचा डेटा सिक्युअर करणार. तर कंपनीच जर ट्रस्टवर्थी नसेल, त्यांचा हिस्ट्रीमध्ये काही असेल, म्हणजे असं अ, झोल जे म्हणतो आपण, डेटा वगैरे लीक झालाय तर, खूपच अवघड आहे. तर ही काळजी घेतली पाहिजे. आपण कोणता प्लॅटफॉर्म अ, निवडतोय, तर याची मी सांगेल.
बंद झाला, हो. हं. बरोबर, हो. हं, हं. हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. बापरे! हं, हं. बरं. हं, हं. हो, हो. बरोबर. हं, हं. हं, हं.

माझं स्वतःचं खरं सांगायचं तर प्रायव्हसी अ, बद्दल माझ्या खाजगी जीवनाबद्दल मी खूपच एक म्हणतो ना काळजी घेतो आधीपासूनच आणि हे एआय आलं म्हणून नाही पण माझं आधीपासूनच होतं की जे लाईफ आपले जीवन जे आहे ते मला कुठेतरी पटत नव्हतं नाही का मला असा प्रश्न पडायचा आधी की का बरं सर्वजण म्हणजे अ, सोशल मीडियावर असं टाकतात नाही का म्हणजे त्यांच्या घरच्यांचे फोटो त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा अ, अ, वाय बायकोचे फोटो. काहीही म्हणजे तुम्ही बघा ना छोट्या-छोट्या वस्तू ज्या असतात जे खाजगी राहायला पाहिजे. सर्वच काही आजकाल म्हणजे उठलं की अ, म्हणतात ना Instagram किंवा Facebookवर टाकतात. तर असंही म्हटलं जातं बघा आजकालच्या काळामध्ये, की आज म्हणजे या पिढीमध्ये किंवा आजच्या वर्तमान काळामध्ये, एखादा मूल वगैरे जन्मला तर तो आजकाल फोन हातामध्ये घेऊन जन्मतो आणि सेल्फी काढून अ, ते त्याचं वाढ काय म्हणतात?
हं, हं. अरे वाह! हं. हं, हं. हो, हो. बरोबर. हो, हो. हं, हं. हं, हं. <chuckles> बरोबर.
हां म्हणजे एवढं अ, आपण त्याच्या आहारी गेलोत नाही का सोशल मीडियाच्या.
नक्कीच, नक्कीच.
तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचा अतिरेक कुठेतरी थांबला पाहिजे. हा तुम्ही शेअर करा शेअर करण्यासाठी काहीही म्हणजे वावगं नाहीये. पण तुम्ही कोणासोबत नक्की शेअर करताय ह्याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. म्हणजे तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रमंडळी असतील त्यांनाच तुम्ही अ, हे ठेवा ना तुमचा व्ह्यूवर जो म्हणतो आपण अ, प्रायव्हसी पॉलिसीमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. अ, फ्रेंड्स ओनली जर केलं, तर तिथून अ, फक्त तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांनाच दिसणार. हां. तुम्ही अशी तरी काळजी घ्या ना तुम्ही असं, पब्लिकमध्ये काय टाकताय? ते अ, अ, अवघड आहे ना आणि काय होतं माहिती आहे का कधी-कधी समजा अ, सार्वजनिकरित्या जर फोटो तुम्ही टाकला आणि कोणताही तिसरा माणूस अनोळखी आला तुमच्या अ, त्या पोस्टवर पाहिला आणि काहीतरी निगेटिव्ह किंवा नकारात्मक जर त्यांनी अ, हे केला उत्तर दिलं किंवा कमेंट टाकला. तर कुठे ना कुठे तुमचं तुमचंही मूड खराब होईल, तुमचाही आत्मविश्वास कुठेतरी कमी होईल नाही का त्या निगेटिव्ह कमेंट अ, वाचल्यानंतर. तर इथे कुठेतरी आपण हे केलं पाहिजे अ, कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला आळा घातला पाहिजे आणि कमेंटचीच गोष्ट नाही. जसं मी आधी सांगितलं तुमचा मिस्यूज कुठेही होऊ शकतो त्या इमेजचा. आजकालच्या एआयमुळे तर खूपच फक्त एका सेकंदामध्ये
बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. मित्रांना दिसू शकतात जे पण काय आपल्याला पोस्ट करतो किंवा शेअर करतो. हं, हं. बरं. बरं, बरं. हं, हं. बरोबर. घातला पाहिजे असं तुम्हाला वा हं, हं. बरोबर. हो, हो. म्हणजे कोणीही करू शकतं. हो.